पण मला अ, ही कन्सेप्ट खूप आवडली हा कृष्ण कट्ट्याची. खूपच छान वाटलं. आणि <chuckles>
<laughs> मला सुद्धा माझ्या बहिणीनं सांगितली होती ही कृष्ण कट्टा. हो.
अच्छा! किती छान आहे पण हे आणि अ, खूप मज्जा आली बरं का, म्हणजे कमी साहित्यात किती गोष्टी तुम्ही पटापटा सांगितल्यात. म्हणजे पराठे सांगितलेत. अ, मटकीचं. <laughs> म्हणजे खऱ्या अर्थाने अ, अन्नपूर्णेची जबाबदारी तुम्ही समर्थपणे पेलता आहात. असं म्हणायला हरकत नाही.
काय करणारा अगं. हे करावंच लागतं ना गं. हो, हो, हो. <laughs> मी आता तुझ्यासाठी पण तुला एक रेसिपी सांगते बरं का. अ, एरवी ना कोथिंबीर जास्त म्हणजे कोथिंबीर जर आपण कच्ची खाल्ली, तर हिमोग्लोबिन चांगलं वाढतं असं म्हणतात किंवा रक्तवाढीला खूप पौष्टिक असते. पण अशी को कच्ची कोथिंबीर खाल्ली जात नाही बघ. हो ना. तर काय करायचं, कोथिंबीर तुझी एक अ, मूठभर किंवा एक वाटीभर कोथिंबीर त्याच्यात अ, अर्धा लिंबू तुला जसा आवडतो तसा त्याच्यात पीळ. अ, थोडंसं 1 किंवा 2 लसणाच्या पाकळ्या टाक त्याच्यात, थोडंसं अद्रक आणि मिक्सरमधून काढून घे. नंतर त्याच्यामध्ये चाट मसाला आणि थोडीशी साखर टाकून चांगलं परत एकदा फिरवून घेशील आणि जेवणामध्ये जसं तू लोणचं खातेस ना, तशी ही चटणी खायला सुरु कर. अगदी सुंदर लागते नावडीची भाजी असेल तर ह्यात. की तू बघ ट्राय कर याला प्रयत्न कर, खाऊन बघ. खूप छान वाटतंय. हो, खूप सुंदर लागतात गं अशा भाज्या.
हो. सांगा ना, सांगा ना. हं. हां. हो, बरोबर हो. हो ना. हो ना. हां. हं. हं. अच्छा. ओह वॉव! हं. हां. हां. हां, तसंही खायचं. ओह वॉव! आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागलंय. <chuckles> नक्की, नक्की, नक्की. नक्की. पण अ, अ, माझं एक असं ऑब्झर्वेशन, की अ, सगळ्या अ, साध्या-साध्या रेसिपीज जर आपल्याला चटपटीत बनवायच्या असतील, तर लिंबू आणि चाट मसाल्याचा वापर करावा. नाही का म्हणजे सगळ्यात छान चटपटीत होतात. हो, तुमच्याशी बोलून खा फारच मज्जा आली आणि हे सगळं हो, नक्की. नक्की, नक्की. हो. आणि आपण अशाच विषयांवर पुन्हा-पुन्हा बोलत जाऊ, भेटत जाऊ. खूप छान वाटलं. खूप-खूप धन्यवाद.
हो. लिंबू, थोडीशी साखर आणि चाट मसाला. हो, खूप छान होतात गं भाज्या. प्रयत्न कर हं, तू च अ, कोश अ, कोथिंबिरीची चटणी ट्राय करशील. हो. हो, नक्कीच. मला सुद्धा खूप छान वाटलं गं तुझ्याशी शेअर करताना आणि तू सगळं छान ऐकून घेतलंस.
<chuckles> थँक यू, थँक यू.